आजकाल आपण बघू शकतो, की लोकसंगीत आणि पॉप हे दोन्ही वेगवेगळे म्युझिकचे फॉर्म आहेत आणि त्यामध्ये काहीसा संघर्ष देखील आपल्याला दिसून येतो. तर मग हा संघर्ष तुम्हाला नेमका कसा दिसतो? किंवा जास्त लोकप्रियता किंवा पैसे सध्या ओळखीपासून येतात का, तुम्हाला वाटतं का? त्याबद्दल काय सांगाल?
हं. नाही, नाही, अ, तुम्ही बरोबर म्हणालात, की कदाचित ना, अ, पैसे, जसं तुम्ही म्हणालात, की एक पॉप्युलॅरिटी किंवा एक, अ, सगळे लोकं कोणाला ओळखतात, तर नक्कीच मी म्हणेन, एक, म्हणजे जे पॉप आर्टिस्ट किंवा अशी उडत्या चालीवरची जी गाणी आहेत, जे गातात
हं, हं.
तर, अ, मी तुम्हाला नक्की असं सांगेन, की हां, अ, पैशाचं जेव्हा गणित, गणित येतं ना, तर बघा, जसं मोठे-मोठे कॉन्सर्ट्स, किंवा त्यांचं जे 1 प्रमोशन असतं
हं, हं. हं. बरोबर.
तर ते
तर मग तेव्हा ते लोकं हां.
हां, तर ते जे आहे ना, ते तुम्हाला पॉप आर्टिस्ट जे आहेत, किंवा अशी मस्त उडत्या चालीवरची गाणी आहेत, मग ते संजू राठोड असू देत, की मग आता आपली सृष्टी तावडे आहे, की तिने ते "हसल" हां, एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये ते छोटा डॉन वगैरे, आणि बरीचशी गाणी
हं. जर. हं, हं. बरं. छोटा डॉन. बरोबर.
हो. पण अ, जसं लोकसंगीत आहे ना, तर त्याला एक पारम म्हणजे परंपरा आहे आपल्याकडे, नाही का?
हं. बरोबर.
आणि, अ, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं मिळेल, की काही-काही लोकं, म्हणजे अवधूत गुप्तेसारखे जे संगीतकार आहेत, तर त्यांनी त्याचं असं फ्यूजन बनवलंय.
हं. वाह, वाह! हं, हं. बरं.
तर जसं, "ऐका दाजीबा" बघा.
वाह, वाह! वैशाली सामंत, आणि त्यांचं बरोबर.
हो, हो. म्हणजे वैशाली साम
आणि ते त्यांचं होतं नाही का, ते "बाई, बाई मनमोहराचा." बरोबर.
हां. मनमोराचा कसा पिसारा फुलला.
तो पिसारा हे जुनं पण होतं ना, गाणं तसंच त्यांनी असं मस्त केलं, वाव!
हो, हो. पण अ, ते जुनं गाणं किती छान म्हणजे म्हणतात ना, की त्याचाही एक अ, बाज आहे, आणि नवीन गाण्यामध्ये त्यांनी त्याला एक टच, म्हणजे फ्यूजन दिलंय, बघा.
हो. बरोबर. बरोबर, हो.
"ऐका दाजीबा"मध्ये तिने अशी नऊवारी छोटीशी घातलेली आहे. पण त्याच्यामध्ये असं नाहीये, की ते लावणीचं मला वाटतं, त्यांनी एक अजून त्याला पॉप कल्चरचं थोडं टच दिलंय.
नाही. वाह, वाह! हं, हं. हो, हो. आणि ते शूटिंग पण मला तर वाटतंय, परदेशात झालं कुठेतरी
हो, हो. शूटिंगपण त्यांनी परदेशात केलंय, पण, अ, तुम्ही जेव्हा ते "ऐका दाजीबा" ऐकता ना, तेव्हा त्याला एक अ, महाराष्ट्रीयन, किंवा म्हणतात ना, एक मराठमोळा असा एक फील आहे, बघा.
ना? हं. हो. ब हो, नक्कीच आहे. बरोबर.
तर अ, त्यामुळे कारण बघा मला असं वाटतं ना, ह्याचं कारण असं अ, असू शकेल
हं.
की अ, आता जे अ, जुने आपली मंडळी आहेत किंवा वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांना लोकसंगीत ऐकायला खूप आवडतं बघा.
बरोबर, हो.
पण अ, जी लहान मुलं आहेत किंवा सतत ते इंग्रजी गाणी ऐकतात किंवा उडत्या चालीवरची गाणी ऐकतात, त्यांना जेव्हा तुम्ही असं काहीतरी फ्युजन बनवून देता, की तोंडावर सुद्धा ती गाणी रेंगाळत राहतील.
हं. हं, हं. हं. हं, हं.
आणि त्यातल्या त्यात अ, जो त्याचा एक गाभा आहे, तो अगदीच म्हणतात ना, की पारंपरिक आहे.
बरो नक्कीच. पण तुम्हाला असं वाटतं का, की म्हणजे पारंपरिक लोककलांचा आवाज टिकवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या दबावांना आजकाल सामोरं जावं लागतं? म्हणजे माहिती म्हणू शकता, आर्थिक किंवा म्हणू शकतो कलेचा किंवा मग आजकालचं ते सोशल मीडियाचं ट्रेंडिंग जे चालू आहे, त्यामुळे काही संघर्ष होतो का? त्याबद्दल काय सांगाल?
हं, हं. अ, नाही, मला वाटतं ना की लोकसंगीत हे कधीच लोप नाही पावणार आहे. कारण लोकसंगीत महाराष्ट्राला अक्षरशः म्हणतात ना, की सगळीकडे महाराष्ट्रात तुम्ही बघा लोकसंगीत आहे. जेव्हा नवीन, नवीन अशी बॉलिवूडची गाणी आलेली किंवा मराठी ही चित्रपटातली गाणी आलेली, तेव्हा लोकांचा असा समज होता की कदाचित लोकसंगीत कुणीही ऐकणार नाही. पण आता तुम्ही बघा लावणी कितीतरी अ, लावणी सम्राज्ञी आहेत, ज्या आता खूप हिट आहेत. मला वाटतं त्या बऱ्याचश्या अ, कार्यक्रमामध्ये लावणी थोडंसं बदल तर नक्कीच आहे मी म्हणेन.
बरोबर. हं. हं. हं. बरं. हं. हो. हं. हं.
पण कितीतरी मराठी चित्रपट आहेत, मग नटरंग असू दे, अ, चंद्रा असू दे. आता मला वाटतं, नुकताच आलेला तो फुलवंती सिनेमा.
हं. बरोबर. हो. त्यातलं चंद्रा. नाही, फुलवंती असं काहीतरी साँग होतं, आणि चंद्रा हं, हं.
फुलवंती. ते मनमंजिरी.
हां, हां, मनमंजरी. सॉरी, सॉरी. मनमंजरी. बरोबर.
हं. आणि अ, अ, चंद्र अ, चंद्रमुखी मला वाटतं, ते चंद्रा ता हां. ते गाणं, ते ती त्याच्यामध्ये ज्या लावणी आहेत, मला वाटतं, नटरंगमध्ये जे गाणं आहे, अप्सरा आली किंवा आता वाजले की बारा.
त्याच्यामधलं चंद्रा, राईट, राईट. हं. वाह, वाह! हो.
त्या अगदीच आपले जे पारंपरिक लावणी आहेत, त्याला धरून आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं काही म्हणतात ना, की अचानक काही जॅझ वाजवलंय का, अजून मूडमध्ये काही गिटार आणली आहे. त्यांनी असं काही ते फ्युजन नाही केलंय, अजय-अतुलनी.
हं. हं. बरोबर. बरोबर.
त्यांनी जो आपला लोकसंगीत आहे. जे ही लावणी आहे. तर तसंच्या तसं. आणि जशी आपली कोळीगीत आहेत, बघा.
हं. हं. हं. वाह! वाह! कोळी गीतं तर काय, छानचं.
म्हणजे जसं मला आठवतंय, पारू गं पारू वेसावची पारू, वर आयले तुला वर आयले. मी हाय कोली.
हं. हो, मी हाय कोली, मी हाय
आणि अ, मला वाटतं एकदा मिशेल ओबामा आणि बराक ओबामा जेव्हा भारतात आले होते
आणि असं बरोबर. हं. हं, हं, हं.
तेव्हा त्यांच्यासमोर कुणीतरी कोळी नृत्य अ, सादर केलं होतं आणि अ, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण त्यांनी इत इतकी गाणी वाजत होती, पण त्या कोळी गीतामध्ये ते उभे राहिले आणि त्यांच्यासोबतचं तो ताल धरला त्यांनी.
वा! वा! हं. हं. हं. बरं.
म्हणजे
म्हणजे आहे जादू गाण्यांमध्ये, आपल्या कोळी गीतां
हो, हो. म्हणजे खरंच, एक छान शब्द तुम्ही आता वापरलात, ते म्हणजे जादू.
हं. बरं.
की जे लोकसंगीत आहे, मग ती कोळीगीतं असू दे, पोवाडा असू दे, कितीतरी मला वाटतं आता अजय, अ अजय शिंदे किंवा ते पोवाडे इतके अगोदरपासून गात आहेत, एक परंपरा आहे त्यांच्यासाठी.
हं. हं. हो, हो. बरोबर.
लग्नांमध्ये वगैरे जे गोंधळ असतात, लग्न झ झाल्यानंतर ते.
हो. हो ना. गोंधळ तर आपल्याकडे असतोच. म्हणजे लग्नानंतर, मग तेव्हा ते गायले जातात. एकंदरीत खरं.
हं, आता मला वाटतं आरपार चित्रपटामध्ये गोंधळाचं आहे.
बरं, काय गा गाणं आहे ते बोलाल का थोडं, तुम्हाला माहीत?
अ, तेच आहे ना. अ, आईचा उदो उदो असं आहे ते गाणं.
हं. अच्छा, बरं.
आणि अ, मला वाटतं ना की अ, प्रत्येक प जी आपली मराठी संस्कृती आहे, त्याचं दर्शन दाखवतं ते म्हणजे लोकसंगीत.
हं. अरे वाह!
आणि मग ते बरीचशी गोष्टी अस असू शकतात. मग ते गवळण असू शकतं, पोवाडा असू शकतं आणि आपण कितीही पॉप कल्चर मधली गाणी ऐकूत असू.
हं, हं. बरं. हं, बरं.
आणि त्याच्यावर आपण रील्स बघत असू किंवा म्हणतात ना ते एक ऑटो ट्यून करायचं त्याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत.
बरं. हं.
तर मला असं वाटतं, की पण तरीही लोकसंगीताची जी जादू आहे, जसं तुम्ही म्हणालात, ती तुम्ही नाही हिरावून घेऊ शकत.
हं. बरोबर. मग तुम्हाला असं वाटतं का, की म्हणजे एकंदरीत आता पॉप आणि ह्या लोकसंगीतातलं सामंजस्य शक्य आहे का? आणि हे फ्युजन म्हणजे सगळ्यांचं असं आहे, की गळे पाडून सांगत असतात, की "अरे, आमचं फ्युजन आहे, फ्युजन आहे." आणि मग ते कधी पारंपरिकतेला नुकसान करतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय सांगाल मला थोडक्यात?
अ, नाही, अ, ब बरोबर सांगितलत तुम्ही, की अ, बघा बऱ्याचशा ना, आर्थिक गोष्टी ह्याच्यामध्ये अ, महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्या ज्या पारंपरिक अ, ज्या लोककला आहेत, आणि जे लोकसंगीत आहे, की आता तुम्हाला कोळी नृत्य सादर करणारी प्रत्येक इन्फ्लुएंसर्स वगैरे तुम्हाला दिसणार नाहीत.
हं. हं. बरोबर.
1-2 मराठी इन्फ्लुएन्सर अ, आहेत. अ, तर ते लोकं कधीतरी एखाद्या कोळी नृत्यावर डान्स करताना दिसतील, मग ते थोडीशी रील फेमस होते, किंवा पुढे जाते, पण त्याची एक म्हणतात ना, एक पॉप्युलॅरिटी आहे, ती एक थोडीशी मर्यादित असते, बघा.
हो. हो. हं. बरोबर.
पण अ, इतर जी पॉप कल्चरमधली गाणी आहेत, तर ते तुम्हाला बघायला मिळेल, की अ, बऱ्याच वेळा टीव्हीवर त्याची सतत ॲड येत असते. तुम्ही एखादा YouTubeचा व्हिडिओ बघितलात, तर त्याच्यामध्येही तुम्हाला त्याची ॲड दिसते. बरेचसे करा कलाकार इन्फ्लुएंसर त्याच्यावर रील बनवतात. तर ते एक आर्थिक बजेट त्यांच्याकडे तयार असतं, की हे गाणं लॉन्च कसं करायचं? हे गाणं शूट कसं करायचं? त्याच्यावर म्हणतात ना, की कोणत्या कलाकाराला घ्यायचं?
हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं.
कधी-कधी तेही महत्त्वाचं असतं. जे मला वाटतं ना, की लोकसंगीतामध्ये किंवा जे एक स्थानिक कलाकार आहेत.
नक्की. हं. बरोबर. त्यांच्याकडून
म्हणजे मला वाटतं, गौतमी पाटील खूपच फेमस आहे.
हो, त्यांचं आत्ताच गाणं आलंय बघा ना, कालच मला तर वाटतं ते अ, अभिजीत सावंत यांच्या सोबत, म्हणजे फ्यूजन त्यांनी केलं काहीतरी नवीन रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, म्हणून.
हं, हं, हं. हां, पण म्हणजे काही-काही अ, कलाकार आहेत, की ज्यांनी अ, म्हणतात ना, या सर्व अ, ज्या बाबी आहेत, त्यांना छेद दिला आहे. आणि आपलं जे संस्कृती आहे, लोकसंगीत आहे, मग ते लावणी असू दे. मला वाटतं अजून एक हिंदवी पाटील म्हणून त्यांच्याच अ, अ, गटातल्या एक आहेत, त्यांनीही बरेचसे असे गाजवलेले आहेत. बरीच त्यांच्यावर टीका होते, त्यांना बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सींना सा सामोरं जावं लागतं.
छान वाटलं. हं, हं. हं. हं. हो, हो. बरोबर. हं. <chuckles> सामोरं जावं बरोबर.
पण तेच आहे, की जसं तुम्ही म्हणालात, की फरक आहे, तफावत आहे आणि आता मला वाटतं, फ्युजनबद्दल तुम्ही विचारलेलं ना?
हं. हं, हं.
तर बरेचसे असे अ, म्युझिक कंपोझर किंवा मी म्हणेन जसं अ, मी मगाशी म्हणाले, की अवधुत गुप्ते आहेत, किंवा जसं तुम्ही आता म्हणालात, अभिजीत सावंत आहेत
बरोबर. हं, हं.
इतरही बरेचसे मराठी संगीत कलाकार आहेत, की जे सतत प्रयत्न करत असतात, की लोकांना काहीतरी नवीन आपण देऊ
बरोबर. हो.
आणि त्याच्यामुळे असं होतं ना, की एक अ, म्हणतात ना, की जुनी गोष्ट नवीन एखाद्या भेटवस्तूच्या कागदात गुंडाळून दिली, की ती नवीन दिसते, नाही का?
हं. हं, हं. हो, हो. नक्कीच. तसं झालेलं आहे, म्हणजे ते कपडे आधीचे कपडे काढून नवीन दुसरे कपडे <chuckles> घालायचे, सारखे तसं.
हो, हो. अगदी-अगदी. आणि अ, तेच जसं मी सांगितलं की थोड्या तांत्रिक अ, ज्या बाबी आहेत ना, त्या आपण लक्षात घेत अ, लक्षात घेतल्या पाहिजेत की जसं अ, अ, म्हणतात ना ते ट्यूनिंग करणं आणि अ, त्याला एक अ, अ, असं म्हणतात ना एक अ, उडत्या चालीचं जे संगीत आहे. तसं लोकसंगीतात तुम्ही जर बघाल तर अ, तबला आहे मृदुंका आहे ढोलकी आहे.
हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हो, हो, भरपूर गोष्टी आहेत. हं.
अशी जी वाद्य आहेत ना, ती तुम्हाला पॉप कल्चरमध्ये नाही दिसणार.
हं. नक्की.
ती जरा वेस्टर्न, किंवा म्हणतात ना, भारताच्या बाहेर जी वाद्यं जास्त वाजवली जातात. तुम्हाला तशी दिसतील, बघा.
हं. तिथे तिथे दिसते नक्कीच, नक्कीच, म्हणजे खरंच तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलत, की लोकसंगीत आणि पॉपमधला जो संघर्ष आजकाल आहे, त्याच्याबद्दल आपण जी चर्चा केली, म्हणजे काय-काय सामंजस्य शक्य आहे आणि जे फ्युजनबद्दल चर्चा केली आपण आणि कधी-कधी काय असतं, की आवाज टिकवण्यासाठी देखील लोकांना काही प्रकारच्या दबावांना सामोरं जावं लागतं. तर ते देखील तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलंत आणि जो व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष देखील तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलात, तर खरंच खूप छान वाटलं, मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करताना. आणि नक्कीच आपण परत भेटूयात लवकरच. धन्यवाद.
हं. हो, हो. धन्यवाद.